बघा, वायू प्रदूषण म्हणजे मला तर वाटतं की त्याच्यामध्ये बघा आता पोल्युशन म्हणजे काय होतं की एखाद्या ज्या मोठे-मोठे कारखाने असतात त्यांचं म्हणतात ना की त्यांच्या धुरांड्या ज्या असतात त्या वर असतात. आणि त्यामध्ये वेगवेगळे गॅसेस असतात. जे म्हणतात आपल्या आरोग्यासाठी म्हणतात ना, हानिकारक असतात. तर ह्याला एकच उपाय आहे की तुम्ही खूप झाडे लावा. जेणेकरून म्हणतात ना की ती हवा शुद्ध होईल राहील. काही काही वेळानंतर ते शोषून घेतील कार्बन डायऑक्साईड वगैरे जे काही विषारी वायू आहेत. मला वाटतं झाडच हा बेस्ट ऑप्शन ठरेल कारण कसं असतं खिडक्या वगैरे सगळ्या उघड्या असतात आपल्याकडे पण ते जर झाडच नसतील तर डायरेक्ट आपल्या घरामध्ये येतील ना ते ज्या गोष्टी येतात वाईट आहे, वाईट आहे. हो. आणि काय होतं की जेव्हा पाणी वरती जातं त्यांच्या धुरांड्यावर असतं आणि मग नंतर काही वेळेला बघा पाऊस पडतो आणि मग तेच परत खाली पडतं. आणि तेच आपण त्याच्यामध्ये आपण खेळतो. म्हणजे एकंदरीत आपल्याला कुठेतरी हार्मफुलनेस होतेच ना याच्यामध्ये. तर मला तर वाटतं की खूप चुकीचं आहे. आणि मला तर वाटतं की अ, म्हणजे आता बघा गणपत आणि लोक असं म्हणतात की आपले सण आल्यावर हे सांगतात फटाके फोडू नका किंवा
हां. हो. हानिकारकच आहे. हां. हां. हो, हो. वा व विषारी वायू वगैरे हां. हां मग हो, हो. हो. नक्कीच. हां. मग. हां.
अ, काय असं करू नका. तर मला वाटत तुम्ही फटाके नक्कीच फोडा की त्याच्यामुळे असं मला वाटतं खूप ध्वनी प्रदूषण किंवा वायू प्रदूषण असं होतं. पण मला नाही वाटत. म्हणजे प्राणी त्याच्यामध्ये घाबरतात. पण बाकीच्या खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्याच्यामुळे इतकं प्रदूषण होतं ना की ते फटाक्यांमुळे फटाक्यांनी तरी कमी होतं असं मला वाटतं. त्यामुळे पहिल्या त्या गोष्टी पहिल्या बंद हो, करू शकते हां फटाके हां मला पण तेच वाटतं.
हो. हो. हो, हो. ते फटाक्याचं म्हणता पहिले ते बंद केलं पाहिजे. मग ते फटाक्यांवर आलं पाहिजे. हां. हां मग ते इंडस्ट्रियल इस्टेट वगैरे एरियामध्ये तिथं रेसिडेन्शियल एरियात, म्हणजे काही त्यांना रुल्स वगैरे असतील का? म्हणजे तिथं मग लोकांनी राहिलं नसलं पाहिजे किंवा त्यांचं ते प्रदूषणाची लेवल कमी करण्यासाठी काही पॅरामीटर्स वगैरे आहेत असं वाटतं का तुम्हाला?